असं बघा ना कित्येक तरी वेळेस होते, की कपडे घेतात लोकं आणि मग नंतर ते तसेच बसून राहतात. त्याचा ट्रेंड निघून जातो आणि मग ते नवीन कपडे जुने होऊन जातात, वापरले नसतात किंवा वापरलेले कपडे सुद्धा असं होऊन जाते की चांगल्या क्वालिटीचे असतात पण अ, त्याचा वापर कसा करावं परत ते कधी सुचत नाही. मग अ, तुम्ही जुन्या कपड्यांना नवीन रूप कसं देता हो जरा सांगणार का?
<chuckles> अं, तुम्हाला हे सांगण्याच्या अगोदर मी सांगतो की मी घरातला सर्वात छोटा मुलगा आहे. तर तुम्ही माझी परिस्थिती समजू शकाल, की माझ्यासोबत हेच व्हायचं, की अ, जेव्हा पण दादांचे दादाचे कपडे छोटे झाले किंवा अ, असं काही राहिलं तर पहिले ते मला भेटायचे. आणि आपण अ, नेमके आपण भारतीय आणि भारतीय म्हणजे काय जुगाडमध्ये पुढे असतात.
हां. <chuckles> नक्की. हं. अच्छा! हां.
तर अं अ, असं ना की अ, कपडे वाट अ, कपडे वाढले, की त्या समज जुन्या कपड्यांचं आपण काय करून घ्यायचं? पहिले तर आपल्या छोट्या भावाला द्यायचे. नवीन रूप करण्याच्या अगोदरही त्याचा प्रयोग सांगतोय तुम्हाला, छोट्या भावाला द्या, मग छोट्या भावाला झालं पूर्ण मग आई करते त्यांची गोधडी शिवते.
अगदी बरोबर. हम्म. <laughs>
आणि हो आणि मग अ, गोधडी शिवणं झालं, की आप मतलब त्याचा नवीन अ, प्रकारच बनतो ना एक. त्याच्यानंतर कधी-कधी त्या गोधडी अ, झाली, मग आजून वाचल्या आमची जीन्स असते. तर जीन्स ते मस्त डिझायनी पिशव्या बनतात. आमची आई आणि आजीला मशीन चालवण्याचा खूप असं आहे, मज्जा येते त्यांच्या.
हो का? हं. बरोबर. किती छान. अरे वाह! हं.
तर ते मस्तपैकी, नवं-नवं काही ना काही बनवत असतात. तर अ, मग कधी काय बनवतात, अ, पिशवी बनली, मग त्याच्यानंतर त्याचा तो बनतो, डोरमेट बनतो मस्तपैकी. त्याच्यामध्ये फ्रिल वगैरे लागतात आणि त्या अ, जीन्सच्या मध्ये, असं दोन मतलब सँडविचमध्ये दोन पार्ट्सला ब्रेड, म्हणजे जीन्स असते आणि मधलं जे फीलिन्ग असतं, मतलब ते एक टी-शर्ट असतं. त्यामुळे ते अ, कोणी अ, पाय अ, जो वाढायचे असतील, ते वाढवू शकतो. आणि मस्तपैकी मतलब असे 3-4 आयटम बनतात आमच्याकडे.
हां. अरे वाह! हं. हो ना. अच्छा! जाड बनतं ते, म्हणजे थोडं हां. मग अशा वेळेस अ, जेव्हा जुन्या कपड्यांची, जेव्हा तुम्हाला तपासणी करायची असते, की हे म्हणजे त्याला परत आपण वापर करू शकतो का नाही, जेव्हा तुम्हाला हे चेक करायचं असतं, तेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्ही तपासता? आणि कोणते कपडे ठेवायचे, कोणते कपडे बदलायचे? कोणते कपडे फेकायचे? हे कसं ठरवता तुम्ही?
हो. अ, अं, मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे सर्वात प्रथम ना, भांडेवाला येतो एक. तो कपड्यांच्या बद्दल भांडे देतो.
हं. अच्छा!
पा अ, 5-6 जोडी झाले, की एक भांडं भेटणार. तर आमची आजी आणि आईला सवय आहे ह्याची. तर मस्तपैकी गोळा करून ठेवतात आणि मग देतात त्यांना. आणि ते छान कपडे राहिले, तर ते करून घेतात. मग ना अ, तुम्ही अ, ऐकलं असेल कधीही, अ, मला माहीत नाही पण असं असतात, की एक ना असं म्हणतात, की पुराने कपडे दे दो और सतरंजी बनवालो. तर मग ते असं जो आपल्याकडे गोधडी बनते ना, त्या कपड्यांना देऊन, ते लोकं सतरंजी बनवून घेतात. आता मग त्याच्यासाठी कपडे कसे निवडायचे ना, तर त्या लोकांच्या हिशोबाने होतात ते. ते छान शर्ट-पॅन्ट असतील, तर ते लोकं घेऊन जातील
हं. अच्छा. अच्छा. हां, बरोबर. हं. अरे वाह! हं.
आणि मग त्याचं काहीतरी बनवून देतील. आणि मग त्याच्यानंतर कधी-कधी अ, भांड्यांसाठी साड्या वापरल्या जातात खूप. का की साड्या लागतात बायांना, तर ते साड्यांच्या बद्दल ना, भांडे देतात, नाहीतर शर्ट-पॅन्ट घेतात, जीन्स नाही घेत, खूप कमी लोकं जीन्स घेऊन जातात, तर मग अखेर जीन्स आणि टी-शर्ट. तर मग ते एक आईचा सोप्पा अ, प्रयोग असतो, की त्यांच्या पिशव्या घेऊन बनवून घ्यायच्या आहे. किंवा त्यांची उशी भरवून घ्यायची.
अरे वाह! हां. हो. हो ना. हं. बरोबर.
आणि ती उशी मांडून भरवून घ्यायची की ते कपडे कधी आपल्याला कामास आले ना, तर आपण उशीची व ते जो शिलाई असते त्याला फाडायचं अन् त्याच्यातनं जीन्स वगैरे बाहेर काढून घ्यायची.
हं. अच्छा! म्हणजे हा तर एक असा छान प्रकार तुम्ही सांगितला, की म्हणजे त्यांना मदत पण होते आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं त्याला म्हणजे जुन्या कपड्यांना कसा नवीन रूप देता. खूपच छान प्रकारे म्हणजे तुम्ही सांगितलं. पण मग असे काही अ, सोपे किंवा असे काही झटपट अपडेट्स अ, तुम्हाला वाटतात का? काही आहेत का? जे लोकं ना म्हणजे घरच्या घरी करू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा रंगच सिलेक्शन करणं, कपड्यांचा किंवा वेगळ्या प्रकारचा कट किंवा बघा ना, अलंकाराबाबत काय ट्रिक्स आहेत? तुम्हाला काय वाटतं?
अ, हो. अ, पहा आजकाल जो Instagramचं डी-आय-वाय वाढलंय.
हं.
त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता.
बरोबर.
तर मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा जीन्स आमची पुराणी होते ना तर आई आई विचारून घेते, की "ते चड्डे घालणार का तुम्ही? शॉर्ट्स बनवून देऊ ह्यांचे?"
बरोबर आहे. हं. <chuckles> हो.
तर कधी-कधी आम्ही म्हणतो की ठीक आहे बनवून घे. मग आमची एक ताई आहे काकाची मुलगी. तिनी फॅशन डिझायनिंग वगैरे केलेलं आहे.
हं. अच्छा.
मस्तपैकी 3-4 वर्ष आमचे पैसे घालवलेत तिनी फॅशन डिझायनिंगमध्ये तर, आम्ही वापर करतो मग तिचा. की "हे गं, हे घे, ह्याच्यातनं जीन्स बनवून दे मस्तपैकी, ती बॅगी आणि अ, म्हणजे बॅगी म्हणजे ते रग जीन्स म्हणतात ना, फाटलेली जीन्स असते, पुरानी जीन्सला असं नवं करून दे." तर मग ती अं, करते. नाहीतर ती जीन्स आमची घेते आणि ती शॉर्ट्स बनवते तिच्यासाठी आणि ते पण स्टायलिश शॉर्ट्स, जे आजकाल नाही चालत. मुली खालतून ना, थोडेसे अ, जीन्सचे शॉर्ट्स घालतात ते फाटलेले असतात. त्यांचं ते दोरे निघतात. तर ते फॅशन आहे आजकालचं. मग ती आमची जीन्स ही तशी शॉर्ट्स बनवून घेते.
अ, हां. हं. हो ना, अगदी बरोबर. हं. अच्छा. हां, हं. बरोबर, बरोबर.
मग तुम्ही अगर तुम्ही कधी बघितलं असेल तर जेव्हा जीन्स पुराने होतात तर अ, हे मुली आजकाल ना अ, त्यांच्या असं फाडून त्यांना त्यांच्यामध्ये कपडा लावतात. तर ते असते अ, रेट्रो लूकमध्ये ते येतात आणि त्याच्यामध्ये ते गोटे वगैरे शिवून घेतात. मग ते अजून डिझानयर होतात. म्हणजे ते कपड्यांचा वापर एवढं छान प पैकी करतात ना, की त्यांना असं वाटतच नाही की हे पुराने झालेले आहेत. असं वाटतं हे आत्ता दुकानावरनं आणलेत आणि आत्ताचेच कपडे आहेत हे.
हां. अरे वाह! हे तर छान. हां. अरे वाह! हं, हं, हं. ह्यामध्ये म्हणजे मला सांगा तुम्ही, की तुम्ही असा कुठला प्रयोग केला आहे का तुमच्या कपड्यांसाठी? असं कधी झालं का?
अ, <chuckles> अ, माझी 1 जीन्स होती आणि KILLERची जीन्स होती ती.
हं.
तर आता ती 3,000 ते 4,000 जीन्स. पण मला ना, ती काय माहिती कसं अशी घाण वाटायला लागली त्यानंतर निघायची आणि 1 वर्ष झाला होता तिला फक्त. पण मला असं होतं की यार 3,000 ते 4,000 रुपयाची 1 जीन्स घेतलेली आहे तर तिला असं तर नाही करू शकत काही. तर मग प्रयत्न केला स्वतः फाडलं तिला, त्याच्यामध्ये असं अ, ते पेंट असतो. अ, त्याला पोस्टर पेंट वगैरे म्हणतात, जो आजकल ग्राफिटी आर्ट्समध्ये लाग बनतात, जो आपण बघतो हे वॉल्सवर बनलेले असतात. त्याच्यासाठी मी पेंट मागवला आणि लेटर लिहिला. तर WWE लिहिलं. जो मला फायटिंग वगैरे आवडते ना. तसं WWE आणि रॉ लिहून घेतलं पेंटनी की असं छान दिसायला पाहिजे. मग ती जीन्स खराब झाली, अजून खराब झाली. मग त्याच्यानंतर मी त्याचा चड्डा मतलब अ, शॉट्स बनवून घेतला.
बरं. बरोबर. अरे बापरे! हं. हो, हो, हो. हं. बरोबर. बरोबर, हो.
अ, मग नंतर मला असं वाटलं झालं हीच पुरेशी आता. आता आपल्याला हिला पोछा बनवायला पाहिजे. अरे भयानक म्हणजे.
<giggles> <giggles> म्हणजे याचा छान तुम्ही उपयोग अ, असा करून बघितला. मग असा एखादा वेगळा कुठला असा तुम्ही प्रोजेक्ट बघितला का? किंवा तुम्ही असं काही केलं का? की ज्यात म्हणजे तुम्ही बघून एकदमच आश्चर्यजनक जसं झालं जसं तुम्ही अ, सांगितलं, की असं कोणाचा दुसऱ्याचा डी-आय-वाय किंवा घरातल्या घरात असं बघितलं का, की आईने कुठल्या साडीचं काहीतरी वेगळंच नवीन काहीतरी बनवलं? किंवा तुमच्या शर्ट्सचं, टी शर्ट्सचं. हां.
हो, हो. नाही मी तुम्हाला सांगतो, मी केलंय ते मी, मी मस्तपैकी सांगू शकतो मी केली आहे ती वस्तू. माझा काका होता कॅलिफोर्नियाला होता. त्याने मस्तपैकी हुडीज पाठवले होते आमच्यासाठी. तर अ, आता ते हुडीजला ना 3 वर्ष झाले होते पण माझं नेमकं असं होत नाही आता हेना फेकायचं तर नाही. तर त्यांच्यामध्ये ना, ते स्टिकर्स नसतात ते Batman वगैराचे ते अ, जो स्टिकर्स असतात ते धीरे-धीरे वॉश होण्याशी निघत होते.
हां. बरं. हं. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. ती प्रिंट असते त्याच्यावरती. हो, हो. बरोबर, बरोबर हो, ती चिपकलेली असते. हां.
तर मग मी काय, मी एक हां प्रिंट असते ते डिजिटल प्रिंट या काहीतरी म्हणतात स्टिकर प्रिंट. तर अ, मी ना, कुब कुठेतरी बघितलं, की प्रेसवर तुम्ही असं गरम करून घ्या आणि व्हाईट पेपरला त्याच्यावर लावा आणि ती निघते. तर मग मी काय केलं चला प्रयत्न करून बघतो आणि त्या हुडीचा कपडा खरंच खूप छान होता. मला असं वाटलं अगदी 5 वर्ष अजून घातले तरी फाटणार नाही काही नाही होणार.
हां. बरोबर. हं. अरे वाह!
आणि मग मी त्याला घेतलं आणि मस्त स्टिकर काढायला बसलो आणि मी नेमकं स्टिकर निघालं आणि मस्तपैकी मी त्याला धुतलं आणि माझ्याकडे 2 नव्या, एकदम चकाचक ब्लॅक कलरच्या हुडीज झाल्या.
हं. अरे वाह! काय म्हणता? म्हणजे एकदमच असं ते नवीनच झालं हां मग अ हां.
नवीन, त्याच्यामध्ये कधी वाटलंच नाही, की त्याच्यामध्ये स्टिकर लागलेले आहे. मग मी मस्तपैकी त्या हुडीला घेऊन गेलो अ, आमच्याकडे एक शॉप आहे तिथे आणि मी सांगितलं, "मला ह्याच्यावर प्रिंट पाहिजे." आता तो सेम प्रिंट मी ऑनलाईन काढला आणि त्याला दिला आणि ती मस्तपैकी फ्रेश आणि नाप, आता असं म्हणू शकतो की, "मस्तपैकी ड्राय क्लीन करा आणि विकून टाक विकून शकता तुम्ही," अशी केली होती मी ती हुडी.
अरे वाह. हं. बरोबर. बरोबर, हे तर म्हणजे
कधी-कधी असतात ना, कोणाच्या ना कोणाच्या कपड्याशी आपल्याला प्रेम असतो. तर त्यांना त्यांचा जपण्यासाठी, ह्या त्यांना वाचवण्यासाठी, तुम्ही कोणत्याही पटीला जातात. तर ती हुडी माझी एवढी फेव्हराइट झालेली होती. अ, किती मस्त गरम होती यार, मतलब अशी किती थंडी पडली ना तरी, ती खूप छान होती. फॅब्रिक खूप मस्त होतं त्याचा.
हां. हां. म्हणजे तुम्ही त्याला वेस्ट नाही होऊ दिला आणि तुम्हाला तो चांगल्या त्याची ट्रिक सापडली. तर अ, त्याने जे ते धुल-धुलाई करून जे अर्धवट प्रिंट निघाली होती, ते तुम्हाला पूर्णपणे ती काढता आली आणि मग ते नवीन जसे तुम्ही म्हंटलं, एकदम चकाचक ते तसे दिसायला लागले. तुम्ही लोकांना थोडक्यात असा काय सल्ला द्याल की जुन्या कपड्यांचा वापर करू शकतात म्हणून, असा काय सल्ला द्याल?
नाही, नाही. हो. अगदी. अ, मला असं वाटतं ना, आपण अ, सदैव हे प्रयत्न केले पाहिजे की आपल्याकडे जो वस्तू आहे या जो कपडे आहे ना
हं.
ते खूप असे असे नाही की त्यांना कधीपण टाकून जायला पाहिजे. तुम्ही पहिले बघा आणि आता जरूरतमंदला देऊ शकाल तर द्या. पण कधी असतं ना की आपण कचऱ्यामध्ये टाकतो, नाहीतर कुठे फेकतो. तर पहिले ना अ, आणि आम्ही मिडल क्लास आहे, मिडल क्लासची एक पद्धत असते. जोपर्यंत तुमचा टी शर्ट पोछा बनत नाही आणि मग तो पोछानंतर गाडीच्या पुसल्याला कपडा बनत नाही ना, तोपर्यंत कपडा आपल्या कामाचा आहे आणि गाडीची पुसायचा कपडा झाला ना, तर तो मग कपड्याचं आयुष्य संपलं आपल्या ह्याच्यामध्ये. तर मी म्हणतो की जेव्हा पण तुम्ही कोणी कपडे घ्या तर त्याला असं प्रयत्न करा, की 2-3 वर्ष तुम्ही घालू शकाल. एवढे महागडे कपडे आपण घेतो ना, तर 2-3 वर्ष तरी चालायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे प्रयोग करा हां, त्याच्यावर प्रयोग करून बघा.
बरोबर. अरे वाह! हं, हो. बरोबर. <chuckles> त्याला वापरा. हं. हो, हो. खूपच छान. हां. हं. बरोबर. म्हणजे त्याचा चांगला उपयोग हां, चांगला उपयोग त्याचा करून घ्या हां, आणि त्याची जी शेल्फ लाईफ आहे पूर्णपणे त्याचा वापरून त्याला हां आणि त्यात काही असं वाईट नाही जर का, तुम्ही करू शकत असाल तर चांगलीच गोष्ट आहे ती. त्याचा वापर करत आहात हं.
जीन्स अगर फेड होते तर त्यांना वाढवून घ्या. हां. अगदी आणि कधी असते ना की अ, जीन्स अगर तुमची पुरानी झाली, तर जीन्सला कलर करून घ्या, ती मस्तपैकी नवी होते. फॅब्रिक छानच असतो ना तर नवी झाली ती जीन्स. मग जेवढे तुम्ही कपड्यांवर प्रयोग करू शकता, करा ना. त्या पुरान जुने ते कपडे. त्यांना काय होणार नाही. काय तुमच्या त्या कपड्यांचं काही अर्थ पण नाही वाचणार. होऊ शकतो त्यांचे नव निर्माण हो. मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरी बहीण आहे ना तुमची, माझी छोटी बहीण पण आहे. तर ती माझे कपडे घेते, टी शर्ट घेते त्याला वेगळे वेगळे प्रकाराने ट्राय करून बघते आणि आमचे कपडे छोटे झाले मी तिला देऊन देतो, की "घे तू अ, ठेव." अ, मतलब माझ्या आत्याची मुलगी आहे ती, तर तिला देतो आम्ही. ती कॉलेज जाते मस्त असं टशन मारून आमचे शर्ट अन् टी शर्ट घालून. तिला मज्जा येते तर मस्त, मग असं होतं आणि केलं पाहिजे.
अरे वाह! हं. खूपच छान. हं. बरोबर, हां. बरोबर. हं. अरे वाह! हां. हे म्हणजे छा एकदम तुम्ही व्यवस्थितपणे उपयोगीची गोष्ट तुम्ही सांगितली ही. तर ह्या बाबतीत तुमच्या सोबत संवाद करून खूपच छान वाटलं हो. परत बोलूया आपण, धन्यवाद.
धन्यवाद.